म्हणजे, चोर, फसवणूक करणारे काही आज सोशल मीडियावर आले असं नाही, ते आधी आधीपासून आहेत.
हो. <smacks lips> पण मग ह्याला कसं परखता? ते महत्वाचं, तो प्रश्न की त्याला कसं तुम्ही आताच्या काळात तुम्ही कसं परखण्याचा प्रयत्न करता? फॅक्ट चेकिंग कसं करता?
ते फक्त आता ना हे बेसिक गोष्ट आहे. ही बेसिक गोष्ट अशी आहे, की तुम्ही जर का हावरट असाल, ग्रीडी.
हं. <whoops> अगदी बरोबर. तुम्ही म्हटले, तुम्ही हावरट असणार तर कोणीतरी शेंडी लावेल तुम्हाला. हे म्हणजे एकदम उत्तम प्रकारचं फॅक्ट चेकिंग तुम्ही सांगितलं बरं का. म्हणजे एकदम असं, महत्वाचा जो ज्या प्रकारे आपण, त्याला एकदम रिएलिटी आणि हॉनेस्ट आपण जे म्हणतोय, "जे आहे बाबा असं आहे." मग ह्यामध्ये बघा ना की जेव्हा आपण सोशल मीडियावरती, वेगवेगळ्या पद्धतीची आपण माहिती घेतो. तर कधी-कधी अल्गोरिथमचा प्रभाव पडतो. नको त्या गोष्टी आपल्या समोर येतात किंवा ज्या गोष्टीला तुम्ही सर्च केलं, ते समोर हां. मग त्या त्याचं किती प्रभाव पडतो?
तर तुम्हाला कोणीतरी शेंडी लावणार, सिंपल. <chuckles> हावरट होऊ नका. खरी गोष्ट आहे. कधी-कधी नाही. कधी-कधी नाही. आपण त्याचे गुलाम झालेलो आहोत, गुलाम आणि चॉईस नाहीये. <chuckles>
हां. हं.
म्हणजे अ, ते अ अ अ अमेरिकेत असं म्हणतात, "अनलेस यू आर लिविंग अंडर अ रॉक." म्हणजे, कुठेतरी जंगलामध्ये आणि अ, अ, दगड गोट्यांमध्ये अगदी ते आदिवासी सारखं राहत नसाल, तर ही गोष्ट तुम्हाला कळतेच.
हं. बरोबर हां.